नक्कीच-नक्कीच आणि अ, मग जेव्हा आपण म्हणतो ना की अ, वेगळेपणा जो आपण अनुभवतो, ह्या सगळ्या याच्यामध्ये, तर तो वेगळेपणा तुम्ही आजपर्यंत कसा टिकवलाय सणांमध्ये?
हां, हां. हो. अ, जसा वेगळेपणा म्हणजे अ, बघा ना जसं मी तुम्हाला म्हटलं ना, पिढ्यानपिढ्या जसं बदल होत आलेत, म्हणजे आता अजूनसुद्धा बदल होत आहे किंवा इथून पुढेही होणार आहे असं नाही की ते टिकूनच राहणार आहे. तर बदल हे केले जेवणामध्ये, <chuckles> जसं आपण अ, जुन्या जसं बनवत होतो. अ, जसं आमचं पुरणपोळीचं आपलं कसं सणाचं दिवाळीचं पुरणपोळीचं जेवण असतं, तर त्याच्यामध्ये पहिले गुळणी बनवायची, आम्ही आता दूध बनवतो, <chuckles> म्हणजे एवढा बदल केलाय. डायरेक्ट दूध बनवतो किंवा खीर बनवतो. त्यानंतर अ, पहिले कसे क अ, साड्या वगैरे किंवा मग असं अ, लुगडे वगैरे घालायचे. आता नऊवारी अ, स्टिच साड्या असतात नवीन निघालेल्या <chuckles> त्या पण अ, घालतात. हो, म्हणजे आता जसं-जसं अ, काळ बदलतो, तसं आपण पण बदलतोय <chuckles> म्हणायला हरकत नाही आणि मेन म्हणजे काळानुसार बदलायला हवं माणसांनी, पण एवढंही बदलायला नको की आपले सण, आपली संस्कृती, आपल्या परंपरा आपण विसरून जाऊ.
हं, हं. हां, हां. हां, हां. हं. हां, हां. हो, हो. <chuckles> थोडेसे मॉडर्न. हं, हं. हो, हो. हो, हो, नक्कीच. खरचं. हां. हं, हं. नक्कीच-नक्कीच. खरंच, अ, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि हे सगळं टिकवणं ही अ, प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे, अ, आपल्या सगळ्या परंपरा आणि सण हे, तर अ, खरंच खूप छान तुम्ही अनुभव पण सांगितले आणि अ, त्या विषयावर बोललात, अगदी उपाय पण <chuckles> सांगितले. खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावर बोलून. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
हो. बरोबर. हो. हो. हो. नक्कीच, मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा मला नक्कीच तुमच्याशी बोलायला आवडेल. खरंच, तुमचे मनापासून आभार आणि खरंच खूप धन्यवाद.